हं, हं. हं, जसे की
म्हणजे हं. जसं की काउंसलरिंग काउंसलिंग वगैरे आहे.
अच्छा ओके. हां, तेही चालतात का तुमच्या ऑफिसमध्ये अच्छा. हं, हं.
आणि हो, हो. हो. तर असे बरेचसे उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये जाऊन ते अ, मानसोपचार तज्ञ नाही, पण जे काउंसलर्स असतात त्यांना भेटू शकतात.
हं, हं. हां. पण हां, हां. हां, हां. थोडे आपल्या अ, अ, प्रॉब्लेम्सवरती तोडगा काढून देतात. असं. हं.
हो, हो. तर तेव्हा मी जरा भावनिक दृष्ट्या जे सहकर्मचारी आहेत, त्यांना बोलायला जरा टाळते. कारण माहीत नाही ना, आपण त्यांच्या आयुष्यामध्ये काय-काय घडतंय हे सगळं ते आपल्यालाही सांगू शकत नाही. आणि आपणही विचारायला जरा म्हणजे असं बुजरेपणा येतो, नाही का?
हं. हं. हां, हां. बरोबर. हं. हां. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर. हं.